आता एखादा व्हिडिओ व्हायरल करायचा सोशल मीडियावरती अपलोड करायच्या ऐवजी, अ, करताना तेव्हा किती विचार करावा लागतो, हो की नाही? कारण लोकांचा ला अ, अटेंशन स्पॅन एवढा कमी होत चालला आहे. की त्यांचं लक्ष वेधणं खूप कठीण आहे. मग तुम्ही जेव्हा सोशल मीडियावरती एखादा अपलोड करता व्हिडिओ, तेव्हा मग सुरुवातीला त्यांचं लक्ष वेधण्यासाठी तुम्ही काय करता? पहिले 2-3 सेकंद कसं दाखवता?
हो. हं. हं. बघा अ, लोकांचा जो अटेंशन स्पॅन जसं तुम्ही बोललात फार कमी आहे. तर मग लोकांना आहे ना त्या पहिल्या 2-3 सेकंडमध्ये आपल्याला कन्विन्स करायचं असतं की कुठल्या पद्धतीने ते आपले व्हिडिओ बघतील. ही आपली व्हिडिओ त्यांच्यासाठी कामाची आहे का नाही. त्याला म्हणतो आपण हूक निर्माण करणे. मग ते हूक चांगलं असणं फार गरजेचं असतं. जर ते तुमचं हूक चांगलं नसेल तर मग लोक त्याला बघणार नाही आणि ते तुमचं कंटेंट व्हायरल जाणार नाही. मग हूक तुम्ही कुठल्याही वेगवेगळ्या पद्धतीचं घेऊ शकता. एखाद्या पिक्चर मधलं, एखादा डायलॉग असू शकतो किंवा गहन त्यांच्या विषयावरती.
हो. हो. हं. बरोबर. हं. बरोबर. हां.
त्यांच्या विषयावरती चर्चा करणं असंही असू शकतं, की जर तुम्ही हे केलं नाही तर तुमचं अ, जीवन कसं खराब होईल. अशा पद्धतीचे हूक द्यायचे म्हणजे लोकांना काहीतरी क्युरिओसिटी निर्माण होते, की "हां, यार हे याची मला फार गरज आहे आणि ही गोष्ट मी ऐकली पाहिजे." मग तो लगेच ती गोष्ट ऐकतो आणि जसं जसं तो जसं त्याचा टायमर वाढत जातो ना
बरोबर. हो. हं. हां.
अ, की 2 सेकंडचा 3 असं 15 सेकंड त्यांनी बघितली व्हिडिओ तर मग ती व्हिडिओ आहे ना, ऑटोमॅटिक Instagramवरती अजून पुश करायला सुरुवात करतो कारण की एक वेड या व्यक्तीने ती व्हिडिओ बघितलेली आहे. त्याला ती आवडली आहे. बरोबर, पूर्ण व्हिडिओ तोच बघतो, की तो आवडतो. मग त्याच्या लगेच त्याचे जे फॉलोइंग फॉलोवर्सला अ, त्याचे फॉलोवर्स आणि त्याचे मित्रपरिवाराला त्या लगेच त्या ती रील अजून जास्त पुश होते. आपण बघितलं असणार, की आपल्या मित्रांनी एखादी व्हि अ, व्हिडिओ लाइक केलेली तर ती सुद्धा आपल्या फीड मध्ये येते. तर मग आपल्याला हा अल्गोरिथम क्रॅक करणं फार गरजेचं आहे. पहिले 2-3 सेकंड असं क्युरिओसिटी निर्माण करणारे ठेवायचे किंवा अ, रिअल लाईफ वरती बोलणं आपण त्याच्यावरती करायचं, की नुकसान काय होणार आहे, फायदा काय होणार आहे. अशा गोष्टी त्याच्यात सांगायच्या किंवा अ, मग आपण एंटरटेनमेंट पर्पज चं असेल तर मग आता ते वेगवेगळ्या प्रकारचे मीम्स यायला लागले मग त्यांचा वापर करून आपण ते आपल्या व्हिडिओवरती हूक निर्माण करून ठेवू शकतो.
बरोबर. हं. अच्छा! हं. हो, हो, हो. हो. हं. एक उदाहरणं सांगता का, की तुम्ही एखादा व्हिडिओ बनवला आणि तो खूप व्हायरल झाला म्हणून?
हो, असा एक अ, म्हणजे एक चांगला व्हिडिओ होता, की ज्याच्यामध्ये एक प्रोडक्टची मार्केटिंग करत होतो आम्ही. तर ते प्रोडक्ट ते प्रोडक्ट होतं रिलेटेड टू अ, दिवाळीच्या टायमाला आपण ते वॉटर अ, दिवे येतात ना, की त्यांच्यामध्ये पाणी टाका आणि मग त्यांचा लाईट लागतो. तर अशा प्रोडक्टसबद्दलची आम्ही मार्केटिंग करत होतो. मग ते मार्केटिंग करत असताना आम्हाला रील बनवावी लागली त्या प्रोडक्टसाठी. तर मग आम्ही पूर्णपतः ती रील बनवली आणि तिच्यामध्ये सर्वात
अच्छा. हां. ओह! हं. अच्छा.
महत्त्वाचं जे हूक ठेवलं होतं आम्ही, ते खट्टा-मिट्ठा पिक्चर तुम्ही बघितलं असेल. त्याच्यामध्ये तो अ, जो
हं, हं.
आहे ॲक्टर अक्षय कुमारच्या समोर ते जे अ, रोड रोलर ते सुधरवतात, जॉनी लीवर. तेव्हा ते असतं ना, की "अभी ठीक करके देता हूँ." तर मग, त्याच्यानीच आम्ही तो हूक बनवला होता, की कसं की दिवाळीमध्ये तुमचे दिवे जास्त वेळ टिकत नाही, तुमच्या इथं जास्त लाईटिंग चालत नाही. मग ल असं पहिले संदर्भ दिला लगेच तिथं, "अभी ठीक करके देता हूँ." मग लगेच कसं लोकांमध्ये क्युरिओसिटी निर्माण झाली. मग लगेच आम्ही आमचं प्रॉडक्ट दाखवलं. की या पद्धतीने प्रॉडक्ट आहे. मग ती रील खूप व्हायरल झाली, तो प्रॉडक्ट खूप जास्त सेल झाला आणि त्याच्यामधनं खूप जास्त नफाही झाला. म्हणजे अशा पद्धतीचे जर आपण गोष्टी केल्या ना, तर निश्चितपणे आपल्याला चांगला रिझल्ट, Instagramमधनं व्हायरल व्हिडिओ करण्यासाठी भेटतो.
अच्छा. हां. हं. बरोबर. ओह! अच्छा. मग तुम्हाला असं वाटतं का याच्यामध्ये ट्रेंडमध्ये राहणं पण तेवढंच महत्वाचं आहे? चांगला साउंड पण युज करणं महत्वाचं आहे आणि हॅशटॅग वापरण्याची तुमची पद्धत काय?
हो, अ, तर खूप महत्वाचं तुम्ही बोललात, की जे गाणं आताच्या टायमाला ट्रेंडमध्ये चालू आहे, ते गाण्याचा आपण वापर केला पाहिजे. त्यानंतर हॅशटॅग जे असतात ते आता थोडेसे जुने झालेली आहे ती पद्धत, की हॅशटॅगनी व्हिडिओ प्रमोट होतो. पण तसं काही आता आहे नाही. तर हॅ हॅशटॅगच्या बिनाही आता अ, व्हिडिओ चालतायेत आणि त्यातल्या त्यात आपल्या जवळ पहिल्या 1 तासामध्ये तुमच्या व्हिडिओला 4 लाइक तरी यायला पाहिजे, जेणेकरून Instagram किंवा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स त्यांना अजून वरती पुश कर करतात. तर मग हो, पहिल्या 1 तासात तुम्ही त्या व्हिडिओवरती 4 लाइक आणा, 4 कमेंट आणा, तुमची व्हिडिओ त्यानंतर वन के, टू के इथपर्यंत निश्चितपणेच पोचते, हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि हुक त्याच्यामध्ये फार गरजेचा असतो आणि प्रत्येक आपल्या जवळपासच्या लोकांना ती जी रील आहे, ती व्हिडिओ आहे, ती आपसामध्ये आपण शेअर करून द्यायची. म्हणजे Instagramला वाटतं, की लोकं याला शेअर ही करत आहेत, आणि त्यातल्या त्यात आपण स्टोऱ्याही लावून द्यायच्या. म्हणजे अजून त्याला प्रोत्साहन भेटायला सुरुवात होऊन जाईल.
हं. बरोबर. अच्छा. हं. हो. हां. हो. हं. मग ह्याच्यामध्ये साउंड केवढं जास्त महत्वाचं आहे? कारण मी आता बघितलं, की जेव्हा एखादा साउंड अ, सॉंग व्हायरल होतं.तेव्हा मग सगळ्या रील्स मध्ये तो सेम, सेम साउंड वापरलेला असतो. हो की नाही? आणि ती रील पण खूप व्हायरल झालेली असते.
हं हो, हो, हो, हो. आता तुम्ही बघितलं असणार की धुरंधरचं ते अ, सॉँग जास्त चाललेलं होतं.
हं, हं, हं.
मग ते सॉँग जर तुम्ही आत्ताच्या टायमाला तुमच्या रीलवरती वापर केला. तर निश्चितपणे अल्गोरिथमनुसार अल्गोरिथमला वाटतं, की हे सॉंग खूप पॉप्युलर आहे. तर याचा रिलेटेड व्हिडिओ आपण जास्त पुश केला पाहिजेल कारण की लोकांना हे आवडतं आहे जास्तीत जास्त मग ते आपला व्हिडिओ पुश करायला सुरुवात करतात आणि त्याच्यामुळेही आपलं कंटेंट व्हायरल जायला सुरुवात होते.
हं. अच्छा. मग अ, हे झालं आपण बोलतोय की व्हायरल व्हिडिओ. पण व्हायरल व्हिडिओ नंतर एक आवश्यक गोष्ट असते ती म्हणजे लोकांनी फॉलो करणं आपल्याला अकाउंटला हो की नाही, मग त्यामध्ये आपल्याला वेगळेपणा आणावा लागतो. मग त्याबद्दल तुमचं काय मत आहे?
हं. हम्म. बरोबर. बघा जर आपल्याला असं लोकांचं फॉलोइंग लागणार असेल, तर मग आपण निश्चितपणे चांगलं कंटेंट पोस्ट करणं, लोकांना इन्फॉर्मेटिव्ह कंटेंट पोस्ट करणं किंवा एंटरटेनमेंट पर्पजचं कंटेंट पोस्ट करणं फार गरजेचं असतं. अ, लोकं त्याच व्यक्तीला फॉलो करतात, जो व्यक्ती त्यांच्या लाईफमध्ये काही ना काही महत्वाच्या गोष्टी एड करतोय. त्या एन्जॉयमेंट असू द्या, एंटरटेनमेंट असू द्या, अ, नॉलेज असू द्या किंवा स्पोर्ट्स असू द्या. तर ह्या सगळ्या गोष्टी लोकांना कुठे ना कुठे प्रेरित करत असतात, की आ त्यांच्या लाईफमध्ये काही ना काही चांगली गोष्टी एड झाली पाहिजे.
हं. हं. हां. हो ना. हम्म.
म्हणून ते तुम्हाला फॉलो करतात. मग तुम्ही त्या ट्रेंडला अ, लक्षात ठेवून त्या पद्धतीचं कंटेंट तुम्ही बनवलं पाहिजे. आता सध्या काय चालू आहे? कुठल्या पद्धतीचा ट्रेंड निघालेला आहे? तर त्या ट्रेंडमध्ये व्हिडिओ त्या टाइपमध्ये व्हिडिओ ते बनवलं ना तर निश्चितपणे लोकांना आवडतं. आणि मग लोकं आपल्याला फॉलो करायला सुरुवात करतात. आणि जर का आपण चांगल्या पद्धतीचं एज्युकेशनल कंटेंट प्रोव्हाईड करत असणार तर निश्चितपणे लोकांना ते आवडतं. Instagram बद्दलच्या तुम्ही ट्रिक्स एंड ट्रिक्स, हिडन सिक्रेट्स हे सगळं जर सांगत असणार निश्चितपणे लोकं तुम्हाला फॉलो करतील.
बरोबर. बरोबर. हं. हो. बरोबर. म्हणजे काहीतरी त्यांना शिकायला भेटेल असं दाखवलं तर लोकं नक्कीच फॉलो करतात आणि त्यांचा रस ही असेल त्या गोष्टीवर तर ते मागे पुढे बघत नाही एखादा सबस्क्रिप्शन किंवा फॉलो बटन टिक करायला. मग टेक्निकल बाजू पण येतात ना थंबनेल असतं किंवा टायटल्स असतो, की नाही कॅप्शन असतो. मग या सगळ्या गोष्टीवरती किती वेळ घालवला पाहिजे आपण? म्हणजे ते खूप आकर्षक दिसेल आणि तो व्हिडिओ पण व्हायरल होईल?
हो. नाही, नाही. हो. हं, हं. बरोबर. बघा. थंबनेल आणि टायटल हे अगदी छोटं असायला पाहिजे आणि ठळक असायला पाहिजे, की ज्याला वाचून लोकांना समजेल, की काय ब आहे या व्हिडिओ मध्ये किंवा ह्या कंटेंटमध्ये. जेणेकरून लोकांना मग माहिती पडेल त्या कंटेंटबद्दल आणि त्याचं जे थंबनेल असतं ना. ते अतिशय सगळं सांगून जाणारं पाहिजे, की काय आपल्याला ह्या व्हिडिओ मध्ये बघायला भेटणार आहे. कशा संदर्भात हा व्हिडिओ आहे. तर मग त्यानुसार जर आपण बनवलं, तर निश्चितपणे आपल्याला कंटेंट व्हायरल जाणार आहे.
हं. हां. बरोबर. हं. मग हे मेट्रिक्स कुठून मोजायचे? म्हणजे मला वाटतं YouTubeसाठी मेट्रिक्स आहे मोजायला. पण मग Instagram, TikTokसारख्या ह्याच्यासाठी यशाचं मेट्रिक्स कसं मोजायचं तुम्ही?
हे हं. तिथं तुम्हाला डॅशबोर्ड येतं ना. अ, जर तुम्ही तुमच्या अकाउंटला प्रोफेशनल सेटिंगमध्ये सेट केलं असेल तर तुम्हाला तिथं, अ, तुम्हाला व्ह्यूज किती आले, त्याच्यावरती कुठल्या एजग्रुपने ते जास्त बघितलं? तर ते सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे दिसून येतात. त्या गोष्टींवरती मग आपण न निर्णय घेऊ शकतो, की कुठल्या पद्धतीचा आपल्याला कॉन्टेंट बनवायचं आहे आणि कुठल्या पद्धतीचा अव्हॉइड करायचं आहे. तर अशे बरेचसे आहे. आप तुम्हाला फक्त Instagramमध्ये प्रोफेशनल डॅशबोर्ड ऑन ठेवावं लागेल आणि तेव्हाच तुम्हाला त्या सगळ्या मॅट्रेस दिसायला सुरुवात होईल.
हं. अच्छा. हो. मला सांगा चांगली लाइटिंग किंवा एकदम स्पष्ट ऑडिओ किंवा कंटेंट याच्याकडे किती जास्त लक्ष दिलं पाहिजे आणि मग अ, म्हणजे ऑडिओ चांगला नसेल किंवा मग कंटेंट चांगला नसेल, लाइटिंग चांगली नसेल तर लोक ना बघत नाही त्यांना एस्थेटिक गोष्टी जास्त आवडतात.
हं. हं. हो, नक्कीच. हेच म्हणजे ऑनलाईनचं मग हेच तर महत्त्व आहे, की तुमचं ऑडिओ चांगलं असणं गरजेचं आहे. व्हिडिओ चांगला असणं गरजेचं आहे आणि लाइटिंग चांगली असणे गरजेचं आहे. नाही तर व्हिडिओ चांगला आहे पण तुमचं तोंडच दिसत नाही आहे, मग काय मतलब. नाहीतर मग तुमचा आवाजच पोहचत नाही, मग काय मतलब, का बरं ते लोकं तुम्हाला ऐकायला त्यांचा अमूल्य टाईम घालतील.
बरोबर हं. आणि एक गोष्ट आहे की काही लोकं आहेत ना कॉपी करतात खूपसारं कंटेंट आणि मग त्यात रस नाही आहेत बघायला. आणि मग अशा लोकांना तुम्ही काय सांगाल की कॉपी न करता स्वतःचं ओरिजिनल कंटेंट बनवणं किती महत्वाचं आहे?
हं. हं. बघा कॉपी न करता त्याच कंटेंटमध्ये काही ना काही एक वेगळी एन्हान्समेंट आणा किंवा स्वतःच काहीतरी नवं करा. तर ते लोकांना ती क्रिएटिव्हिटी तुमच्यामधली दिसेल. आणि मग लोकं निश्चितपणे तुम्हालाही फॉलो करायला सुरुवात करतील. कारण की असं गरजेचं नाही की तुम्हाला काहीतरी अ, नवीनच बनवायचं आहे. पण तुम्ही त्या जे नवीन आलेले आहे त्याच्यामध्ये स्वतःचं इनोव्हेशन लावू शकतात, क्रिएटिव्हिटी लावू शकता आणि ती लोकांसमोर जर तुम्ही अ, सादरीकरण केलं ना, तर निश्चितपणे लोकांना ते आवडतं कारण की बरेच लोकं असतात की त्यांना क्रिएटिव्हिटी नवीन प्रकारची, एक जुनी गोष्टला कशी क्रिएटिव्ह करता येईल, ते बघणं फार आवडतं.
हं. हं. हो, बरोबर बोललात तुम्ही की स्वतःचा एक पर्सनल टच देणं खूप जास्त महत्वाचं आहे या सगळ्या गोष्टींमध्ये, नाहीतर मग ती रील काय पॉप्युलर होणार नाही, व्हिडिओ काय व्हायरल होणार नाही. आणि यामध्ये ना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कॉपीराइट. म्युझिक कॉपीराइट येतो बघा लोकांना YouTubeवरती वगैरे. मग त्याकडे लोकांनी किती लक्ष दिलं पाहिजे त्या गोष्टीकडे? म्हणजे काही लोकं व्हिडिओ अपलोड करतात त्यांच्या ह्याला कॉपीराइट पण आलं असून, त्याचं लक्षच नसतं की अरे हे असं-असं झालंय म्हणून.
हो. हम्म. बरोबर. हं. बरोबर. व का. लोकांनी आहे ना याच्याबद्दल नीट रिसर्च केली पाहिजे. नाहीतर मग काय होतं नुकसानच होतं ना की तुमचं कंटेंट अगदी अ, फेमस झालेलं असेल, व्हायरल झालेलं असेल आणि एखाद्याने तुमच्यावर कॉपीराईट मारलं, तर ते सगळं कंटेंट वेस्ट जातं. हे तिथून प्लॅटफॉर्मवरून उडवून दिलं जातं. म्हणून जरा रिसर्च करूनच आपण केलं पाहिजे किंवा एखाद्या व्यक्तीचा तुम्ही जर साँग घेतला असेल, तर त्याला तिथं क्रेडिट द्या. त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन तिथे प्रोव्हाईड करा जेणेकरून मग तुम्हाला सांगता तरी येईल की नाही, मी याबद्दलला क्रेडिट या व्यक्तीला इथं क्रेडिट दिलेलं आहे. म्हणून तू माझ्यावरती कॉपीराइट मारू नाही शकत
हो ना. हं. बरोबर.
कारण की त्याची ओरिजिनॅलिटी मी तुझीच त्यांना दाखवलेली आहे.
हं. बरोबर, म्हणजे क्रेडिट देणं ही तेवढंच महत्त्वाचं आहे जर का कॉपीराईट नाही हवा असेल तर. पण आहे ना अ, वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती अ, व्हिडिओ व्हायरल व्हायची ना वेगवेगळी पद्धत असते. Instagramवरती वेगळी, YouTubeवरती वेगळी, Facebookवरती वेगळी. मग याच्यामध्ये तुम्ही कोणता बदल जाणवलाय तुम्हाला की अशा काही तुमच्या टिप्स एंड ट्रिक्स आहेत का ज्या YouTubeवरती चालतात, Instagramवरती चालतात आणि Facebookवरती चालतात?
हो, नक्कीच. हो. Instagramवरती सगळ्यात पहिलं जर आपण छोटा कंटेंट बनवतो म्हणून पहिले 2-3 सेकंड फार गरजेचे असतात Instagramवरती आणि YouTubeवरती जे पहिला 1 मिनिट असतो ज्याच्यामध्ये आपण इंट्रो प्रोव्हाईड करतो पूर्ण एंटायर व्हिडिओचा तर तो फार महत्वाचा असतो. कारण की तोच एक डिसायडिंग फॅक्टर असतो की आपल्याला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे का नाही?
हं. हां. हं. बरोबर. आणि मग Facebookचं?
आणि Facebookवरती तर सध्या लोकं म्हणजे एजेड लोकं जास्त असल्यामुळे ना आपण तिथं लक्ष देत नाही किंवा मोस्ट ऑफ तिथं यंगस्टर्स नाही आहेत.
हं.
म्हणून Facebookवरती जर करायचं असेल तर तुम्ही तिथं धार्मिक गोष्टी टाकू शकता. जे लोकांना आवडतील किंवा मार्केटिंग आणि बिझनेससाठी Facebook चांगलं आहे.
हो, हो.
बिझनेस रिलेटेड गोष्टींसाठी.
बरोबर, खूप छान सांगितलं तुम्ही की Instagram, Facebook आणि YouTubeवरती म्हणजे कंटेंट जर का अपलोड करायचा असेल, व्हिडिओ जर का व्हायरल करायचा असेल तर सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कॉपीराईट मग लाईटिंग, आपला जो थंबनेल आहे तो हो की नाही? म्हणजे तो जेवढा ठळक असेल, जेवढा टु द पॉइंट असेल तेवढा आणि खूप महत्वाचा आहे. हो की नाही? स्टोरी टेलिंग महत्त्वाची जेव्हा एखादा व्हिडिओ व्हायरल करायचा असेल तर. आणि इन्फ्लुएन्सरचा पर्सनल टचही तेवढाचं महत्वाचा आहे. कारण जर का आपण सारखी सारखी एकचं गोष्ट बघत असू तर कंटाळा येतो. खूप छान सांगितलं तुम्ही व्हायरल व्हिडिओ सोबत अ, बद्दल आणि छान वाटलं तुमचं बोलून पुन्हा बोलायला नक्की आवडेल. तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद.
हं. हो. हो नक्कीच. हं. हो नक्कीच. धन्यवाद.